आता टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला कोणता डिसिजन घ्यायचा असेल, तर एवढे पर्याय अवेलेबल आहेत की असं वाटतं "अरे बापरे! आता मी करू काय?" किंवा नुसती टेक्नॉलॉजीमुळेच नाही खूप साऱ्या गोष्टी आहेत. एखादी खरेदी असेल, नोकरी ऑफर असेल, कॉलेज निवड असेल किंवा नॉर्मल गोष्टी. तर अशा वेळी तुम्ही एखादा डिसिजन घ्यायचा असेल, तेव्हा कोणत्या गोष्टी जास्त बघता? किंवा कोणते प्रोस आणि कॉन्स आहेत तुमचे असे की तुम्ही ते कॅल्क्युलेट करता?
हं. हं. बरोबर. हो. नक्कीच ना. म्हणजे काय असतं, की आपण म्हणजे आताच्या युगामध्ये एवढे सगळे पर्याय निर्माण झालेले आहेत की डिसिजन घेणं, हे फार मोठं टास्क झालेलं आहे. की ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे कन्फ्युजनच जास्त क्रिएट होते आपल्या माइंडमध्ये की "आता मी हे करू? ते करू? कुठलं घेऊ? सगळेच पर्याय तर आपल्याला चांगले दिसत आहेत. मग आपल्या ह्याच्या आपल्यासाठी ह्याच्यामधनं उत्तम पर्याय कुठला असेल?" तर मग ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. तर तेव्हा मी काय करतो ना, की आताचं ए-आयचा वापर खूप वाढलेला आहे तर ए-आयला मी माझ्या डिस्क्रिप्शन देतो की मी कसा आहे मला अशा-अशा फीलिंग्स येत आहेत, की आणि माझं एज्युकेशन या पद्धतीने झाल आहे. जर मी एज्युकेशन रिलेटेड काही गोष्टी सर्च करत असेल तर त्याबद्दलची डिस्क्रिप्शन देतो. किंवा समजा मला काहीतरी गोष्ट आवडते तर त्याबद्दलचं डिस्क्रिप्शन देतो. मग त्याच्याकडून काहीतरी पॉईंट्स काढून घेतो. की कुठल्या पॉईंट्स मध्ये हे डिसिजन मला फेवर करत आहे आणि कुठल्या पॉईंट्स मध्ये हे माझ्या फेवरचे अ, म्हणजे मला फेवर करणार नाही. तर ज्या पॉईंट्स मध्ये ते मला फेवर करता ना आणि त्याचा फेवर रेट कॅल्क्युलेट करतो मग मी. की कितपत हे मा माझ्या हक्कात आहे आणि यांच्यामधनं कुठला पर्याय माझ्यासाठी बेस्ट राहणार आहे. तर ते काढून आणि त्या पद्धतीने मी निर्णय घेतो, पण मी डायरेक्टली ए-आयलाच नाही घेत. मग मी त्यानंतर काय करतो ना, की माझे जे मोठे भाऊ आहेत, हेही माझे चांगले सल्लागार म्हणून काम करतात. मग मी त्यांना विचारतो, की म्हटलं असं काही असेल "म हे निर्णय घ्यायचा आहे मला, तर काय सांगणार तुम्ही?" तर मग तेही मला चांगल्या उत्तमरीत्या गाईडन्स करतात. आणि मग त्यानंतर मी एका निर्णयाला त्याचे चयन करून घेतो मग.
हो, हो. अच्छा. अच्छा. अच्छा. अच्छा.
की अशा-अशा गोष्टी केल्या पाहिजे आपण.
वाह! खूप छान. म्हणजे तुमच्याकडे एक कोणीतरी आहे जो निर्णय घेण्यासाठी हेल्प करेल तुम्हाला, बरोबर?
हं, नक्कीच.
तर मग असे जेव्हा तुम्ही निर्णय घेत असता, तुम्ही बोललात की तुमचे जे मोठे भाऊ आहेत, ते पण तुम्हाला खूप हेल्प करतात याच्यामध्ये. पण या निर्णयामध्ये तुमची फॅमिली, तुमचे मित्र आणि समाज, त्याचा किती प्रभाव असतो?
हं. हं. बघा, अ, याच्यामध्ये आहे ना, निर्णय तो डिपेंड करतो की कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या कार्यासाठी आपण घेतोय. समजा जर आपला पर्सनल निर्णय असेल, समजा मला काही कुठले कपडे घ्यायचे असतील, तर तो माझ्या फॅमिली आणि माझ्यावरती डिपेंड करतो की "माझ्यावरती काय चांगलं शोभतंय?" आणि "मी तेच कपडे घेईन, बरोबर ना?" मग तेव्हा जास्त काही कोणाची गरज नसते, मला जे आवडतय ते मी घेतो. आणि समजा मग काही दुसरी गोष्ट झाली आताच मी नुकती अं, अ, बाईक घेतली, तर बाईकमध्ये मी माझ्या मित्रांचं अ, डिसिजन घेतलं की "त्यांचा काय अनुभव आहे? कुठल्या पद्धतीची बाईक आपल्यासाठी चांगली राहणार आहे आणि काय बघितलं पाहिजेल आपण बाईक घेताना?" तर ह्या सगळ्या गोष्टी मी मित्रांना विचारल्या. त्यानंतर माझ्या भावाला विचारलं. तर त्यांनी चांगलं सजेशन दिलं आणि मग त्या निर त्या पद्धतीने मी माझी बाईक चॉईस केली की मला स्पोर्ट बाईक आवडते, का मला एक अ, क्लासिक बाईक आवडेल, मला माझ्यावरती कुठली बाईक चांगली सूट करेल, अशा पद्धतीने आम्ही गाडीचा निर्णय घेतला.
हो, बरोबर. हो. वाह! छान, खूपच छान.
आणि शेवटी. शेवटी तर निर्णय कसा असतो ना, की आपण कितीही प्लॅनिंग करू. पण तो निर्णय शेवटी आपल्यालाच घ्यायचा आहे. आपल्याला जे आवडतं तेच आपण मनाने करतो.
बरोबर. अ, खूपच छान. तुम्ही खूप छान निर्णय घेतला तुमच्या बाईकसाठीचा. पण असे निर्णय घेताना खूप साऱ्या अडचणी येतात. आणि कधी-कधी आपल्याला एवढे पर्याय अवेलेबल असतात, की समजत नाही. मग कधी असं तुमचं झालं आहे का, की तुम्ही धडाधड एक निर्णय घेतला आणि त्याचा आउटकम चांगला नाही आला. असा काही तुमचा अनुभव आहे का?
बरोबर. मग अशा पद्धतीने. हं. हो. हं. हं. हो, म्हणजे माझं कसं झालं होतं, की मी 12वी पास झाली आणि त्यानंतर, ते आपलं असतं ना, की फॉर्म फिलिंग कॉलेज चूज करायचं असतं आपल्याला.
हो, हो.
तर त्याच्यामध्ये माझ्यासाठी एवढे ऑप्शन्स अवेलेबल होते माझ्याकडे की मलाच समजेना. की आता कुठल्या कॉलेजमध्ये मी जाऊ. कुठल्या कॉलेजसाठी फॉर्म भरू. कुठल्या कॉलेजमध्ये माझा, जे रँकिंग आहे त्याच्या बेसिसवरती मला चांगली ब्रांच भेटेल. तर एवढं सगळं कन्फ्युजन बापरे! आणि ते म्हणजे, जीवनात असा एवढा मोठा डिसिजन आणि तो आपला टर्निंग पॉइंट होता ना. की आपल्याला पुढे इंजिनिअरिंगला जायचं आहे तर एखाद्या चांगल्या कॉलेजमधनं जर आपण, पास आउट अ, झालेलं राहिलं, शिकलेलं राहिलं तर निश्चितच आपल्याला चांगला प्लेसमेंट लागणार आहे. तर मग ते निर्णय घेण्यासाठी फार म्हणजे, फार म्हणजे एवढं खतरनाक, माझ्यावरती टेन्शन होतं की म्हटलं काय करू. आणि कधीच आपण असा अनुभव घेतलेला नाही. आणि मग असा अनुभव आणि याचा निर्णय घ्यायचा असेल तर एखादा एक्सपर्ट किंवा अ, जे आता इंजिनिअरिंग करत आहेत अशा लोकांना विचारणंच माझ्यासाठी पर्याय होता. तर मी तेव्हा अ, म्हणजे आमचे टीचर होते. त्यांना विचारलं ज्यांना असे एक्सपर्ट होते. त्यांनी बऱ्याच अ, त्यांचे स्टुडंट्ससाठी चांगल्या कॉलेज फायनलाईज केल्या होत्या. तर मी त्यांच्याकडे गेलो. म्हटलं सर, मला एवढे-एवढे मार्क्स आलेले आहेत आणि याच्या बेसिसवरती मला चांगली ब्र ब्रांच भेटायला हवी. कॉम्प्युटर नाहीतर मग सिव्हिल या 2 ब्रांच माझ्या आवडतीच्या ब्रांच आहेत. तर मग यांच्यामधनं मला काहीतरी भेटायला हवं तर असं कुठल्या कॉलेजला होईल. आणि ती कॉलेज ही चांगली असेल तर काय करू मी? मग त्यांनी माझ्यासाठी ना. त्या पद्धतीने कॉलेज सॉर्ट आउट करणं सुरू केलं. की कॉलेज नुसती कॉलेजच नाही पण कॉलेजमध्ये कॉलेजची लाईफ ही असते ना आपली वाली. तर ते त्याच्या वरती विचार करायचे आणि ते तर मला माहितीच नाही. मला वाटायचं नुसतं कॉलेजला जायचं शिकायचं आहे आणि घरीच यायचंय. ते आपली स्कूल रेग्युलर स्कूल मेंटॅलिटी, वाल्यानुसार मी चालत होतो. तर मग
हो, हो. हो. हो. अच्छा. हो, हो. हां, हां. हो, हो. समजलं, समजलं.
पण त्यांना तो एक्सपिरियन्स होता ना, की कॉलेज कशी असते. मग कॉलेजमध्ये आपण काय-काय वेगवेगळ्या गोष्टी करतो तिथे कॉलेजमध्ये क्लब्स रन होतात. तर असं सगळं त्यांना नॉलेज होतं. मग त्यांनी, त्या बेसिसवरती माझ्यासाठी चांगली कॉलेज काढली. आणि त्यांनी सांगितलं की ह्या ज्या मी तुला आता 10 कॉलेजेस देतोय ह्यांना लाईन बाय लाईन या ऑर्डर मध्ये तू भरायच्या. ज्या दिवशी तू फॉर्म फिल करशील कॅप राउंडसाठी. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी. त्यांनी मस्त-मस्त कॉलेज काढलं म्हटलं सर. "पण मी जर याच्यामध्ये थोडासा इंटरचेंज केला तर?" बघ तुला, मग त्यांनी मला सांगितलं की तू जर सगळ्यात वरती अशी कॉलेज ठेवली. जिला जिच्यात तुला जायचं नाही आहे. बरं जिच्यात तुला जायचं आहे पण तिच्यात अ, तू तुला असं वाटतंय की तुझा नंबर लागणार नाही बरोबर.
हां, बरोबर. हो, हो. म्हणजे तुम्हाला असं बोलायचयं का? की अ, त्यांनी तुम्हाला महत्त्व कळवून दिलं की तुम्ही जर का लाईन बाय लाईन कॉलेजेस टाकली नाहीत, आपल्याला जी हवी तशी. तर कॅप राउंडचं कसं असतं? की जो लागेल तो घ्यायचा कॉलेज. हे याचं महत्त्व तुम्हाला समजावून दिलं का त्यांनी?
मग त्याच्याखाली आपण दुसरे हं. हं. हो. नक्कीचं. हो. नक्कीचं ना. मग त्याच ऑर्डरमध्ये त्यांनी लावलं की मला जी कॉलेज आवडतायेत त्यांना आणि त्यांच्यामध्ये कुठल्या ब्रांचेस आपण नीट सिलेक्ट करायच्या. जेणेकरून म्हणजे आपलीही हौस पूर्ण होईल आणि आपल्यालाही उत्तम कॉलेज भेटेल. त्या पद्धतीने त्यांनी मला तेव्हा गाईडन्स केलं. माझं मार्गदर्शन करून माझ्यासाठी त्यांनी कॅप राउंडचा फॉर्म भरला. त्या सगळ्या कॉलेजेस लावल्या आणि मला चांगली कॉलेज मिळवून दिली त्यांनी फर्स्ट राउंडमध्येचं. तर मग अशा टाईमाला आहे ना निर्णय घेताना जो एक्सपर्ट असतो त्याचा नि अ, त्याच्यासोबत आपण बसून बोललं पाहिजेलं, त्याची थिंकिंग ऐकली पाहिजेलं कारण की त्याला जास्त एक्सपिरियन्स असतो आपल्यापेक्षा आणि मग तिथून आपल्याला त्रास कमी होतो.
हो. अच्छा. वाह! हो. बरोबर. बरोबर. आता बघा. अ, तुम्ही जसे असं सांगितलात की तुमचे भाऊ, तुमचे शिक्षक असे खूप लोकं आहेत तुम्हाला डिसिजन, खूप मोठे डिसिजन घ्यायला, हेल्प करायला. पण काही लोकांना रिसोर्सेस कमी असतात. कोणी मोठं गाईडन्ससाठी नसतं आणि त्यांना असे जेव्हा मोठे डिसिजन घ्यायचे असतात आणि खूप सारे ऑप्शन अवेलेबल असतात. तर तेव्हा तुम्ही त्यांना काय सुचाव कराल? की डिसिजन त्यांना घ्यायचा असेल तर कोणत्या ट्रिक्स त्यांना द्याल? की ते खूप चांगला डिसिजन घेतील.
त्याच्या सल्ल्यामुळे. हं. हो. हं. हं. हो तर तेच अशा कंडिशनमध्ये जर एखादा व्यक्ती असेल ना, ज्याच्याकडे कोणी गाईडन्स करायला नाहीये. पण त्याच्याकडे त्याचा मोबाईल फोन आहे.
हो, बरोबर.
आणि मोबाईल फोनमध्ये YouTube आहे किंवा असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहे, जिथे आपल्याला माहिती भेटते. तर त्यांचा वापर अतिशय उत्तमरीत्या आपण केला पाहिजे. की YouTubeवरती जाऊन सर्च केलं, की मग बरेचसे जे लोकं आहेत, जे एक्सपर्ट आहेत, ते तिथेही मार्गदर्शन करतात. त्यांचे व्हिडिओज टाकलेले असतात त्यांनी. त्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपण स्वतःला अ, त्या डिसिजन घेण्यासाठी तयार करायचं. मग कसं होणार आहे? काय होणार आहे? त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती घ्यायची आणि त्या बेसिसवरती आपण डिसिजन घ्यायचं त्या टायमाला.
बरोबर. खूप छान माहिती दिली कारण सोशल मीडियाचा यूज करणं आणि प्रॉपर यूज करणं अशा डिसिजन मेकिंगमध्येपण खूप जास्त महत्त्वाचं आहे. अ, तुमच्यासोबत असं कधी झालंय का? की खूप मोठा डिसिजन होता आणि तो तुम्ही घ्यायला थोडेच चुकलात आणि तो डिसिजन थोडा उलटापालटा पडला. असा काही तुमचा अनुभव आहे का? तो तुम्ही सांगितला, तर मला तो ऐकायला खूप नक्कीच आवडेल.
हो, नक्कीच ना. हं. हो. नक्कीच. म्हणजे असा जो डिसिजन आहे ना तो कसा होता की मला अ, एका म्हणजे माझ्या मित्रांसोबत मी का फिरायला गेलेलो होतो. बरोबर? आणि आम्ही आता रिटर्न जर्नीला होतो. तर मग तेव्हा काय झालं की आम्ही येता-येता एका मंदिर बघितलं आम्ही, चित्तोडगडला. राजस्थान टूरला होतो तर तेव्हा तिथं गड म्हटलं फोर्ड फिरूया. आणि ट्रेनचा टायमिंग बघण्यात माझ्याकडनं झाली चुकी एएमला पीएम बघितलं.
हो. अच्छा. ओके. अरे बाप रे! मग?
म्हटलं आपल्याकडे टाईम आहे. आपल्या अजून तर टाईम आहे म्हटलं. म्हणजे ती ट्रेन होती अ, पी अ, म्हणजे ती पी अ, ट्रेन होती पीएमची. आणि मी बघत होतो एएमला. आणि मी त्याच्यामध्ये घाई-घाईमध्ये कन्फ्यूज झालो. आणि म्हटलं आहे ना आपलं 1 तास आपण फोर्ट फिरू आणि त्यानंतर आपण ट्रेन मध्ये बसून घरी जाऊ. आणि त्यांनीही बघितलं. चला ठीक आहे चला जाऊ फिरूया. मग आम्ही फिरायला गेलो. मस्त फिरून बिरून आलो. 1 तासात आलो. रेल्वे स्टेशनला आणि बघतो तर काय, त्यांनी परत ते ॲप उघडलं. त्याच्यात चेक केलं. "अरे! ती पीएमची ट्रेन होती रे."
ओके. अच्छा.
अ, पी अ, म्हणजे ती पी अ ते 5-6 तास बाकी आहेत आमच्याकडे. तर मग तिथेच आम्ही मग तिथेच आम्ही ते निर्णय चुकला आमच्याकडे त्याच टाईमाला तिथं रेल्वे स्टेशनला उभं राहून 10 मिनिटात गाडी होती. आम्ही फोर्ट फिरायला गेलो असा विचार केला की म्हटलं 1 तासात तर होऊनच जाईल गाडीला टाईम आहे. आणि आम्ही ती ही गाडी सोडली आणि आता तिथं 5 तास पूर्ण बसलो.
बाप रे! बापरे! एवढा वेळ?
वेट हो वेट करत. आणि तेवढ्यात एवढे बोर झालो आणि ते मित्र एवढे बोलायचे मला, बापरे!
<chuckles> बरोबर, बरोबर. अशी अशा चुका खूप मोठ्या पण ठीक आहे मित्र होते, मित्र तर समजून घेतात आणि नंतर मग गोष्टी-गोष्टीत कधी थट्टा पण उडवतात. पण ठीक आहे, होतं कधी-कधी आणि या गोष्टीतून खूपसारं शिकायला पण भेटतं आपल्याला बरोबर की नाही? ठीक आहे.
हं. हम्म. हो. नक्कीच नक्कीच. त्यानंतर मग मी कुठलीही गोष्ट बघत असेल ना, तर तिला 2 वेळेस चेक करतो. की "बरोबर तर बघितलंय ना?"
<chuckles> बरोबर, एएम आहे का पीएम, <giggles> हे ना? एएम आहे का पीएम? बरोबर.
<chuckles> पीएम आहे. हो.
काय, याच्यामध्ये खूप गडबड होते हे मी पण मानते आणि तुम्ही खूप छान सांगितलं की तुमचे खूप सारे अनुभव आणि तुम्हाला खूप चांगली गोष्ट आहे की मार्गदर्शन करायला एवढे मोठी लोकं आहेत तुमच्या जवळची. आणि तुम्ही खूप चांगले डिसिजन घेतला आहात असं वाटतंय मला लाईफमध्ये आतापर्यंत. तर तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद!
हं. हो. धन्यवाद! मलाही आपल्यासोबत बोलून फार अ, मजा आली. धन्यवाद!
हो. धन्यवाद!